हो. म्हणजे त्यांचा कार्यक्रम झालाच. त्याच्यात मी निवेदन पण केलं आणि मी स्वतः गाणं पण गायलं.
हं. अरे वाह! <chuckles> बघा तुमच्या छंदामुळे तुम्ही अ, तुमच्याच अ, छंदाच्या ज्या दुसऱ्या व्यक्ती आहेत त्यांना सोबत घेऊन एक तुमचा मस्त अ, ग्रुप तयार केला नाही का? <chuckles> हां. मग सुरु अ, याच्यासाठी ग्रुप वगैरे तयार करण्यासाठी सुरुवातीला अशी अ, काय काय पाव पावले उ उचलली तुम्ही? जसे की लोकांना जाऊन असे भेटले होते का? अ, काही अज काही अजून गोष्टी अशा झाल्या तुमच्यासोबत?
हो, हो, अगदी छान. आणि हां, आता काय झालं, की अ, जसं मी गाणं शिकले त्याच्यानंतर मला जे सगळ्या मैत्रिणी मिळाल्या, तर या मैत्रिणी त्या तर गातच होत्या चांगल्या. पण ह्यांच्याच बरोबर त्यांचे नातेवाईक असतात किंवा त्यांच्या शेजारी असतात, तेही लोकं म्हणतात, "अरे अ, आम्ही पण गातो, जर तुम्ही लोकं इतके छान-छान कार्यक्रम करतात, तर आम्हालाही संधी द्या." तर मग तेव्हा अ, थोडे अ, कोण समोर जाईल, तर त्याच्यात मग ते माझ्यामध्ये तो गुण होता, की चला नेतृत्वगुण होता. त्याच्यामध्ये मी काय केलं, की एक ग्रुप तयार केला आणि त्यांना ती संधी उपलब्ध करून दिली. एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या लोकांनाही मी संधी दिली. त्यांच्याकडून काही थोडं छोटंसं अ, आता काय कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं, की त्यासाठी तुम्हाला अ, आर्थिक अ, पाठबळ पण हवं असतं. आता तर सगळा पैसा आपण आपल्या खिशातून तर घालू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? आता तुम्हाला गाणं गायचं आहे ना, मग थोडे पैसे तुम्ही त्याच्यासाठी खर्च करू शकत असाल, तर अगदी माफक अशी फी त्याच्यासाठी ठेवली. अ, <chuckles> त्यांची प्रॅक्टिस घेऊन आणि मग त्यांच्यासाठी त्यांचाच पैसा खर्च करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिली.
हां. हां. अच्छा. हां. हां, हां. हां, हां, हां. हां, हां, हां, हां, हां. अच्छा. अरे वाह! हां, हां, हां. आवश्यक आहे, बरोबर बोलले. नाही करू शकत. हं. हं. ठेवली. हो, उपलब्ध करून दिलं म्हणजे तुमच्या हाताने ती सेवा पण झाली. बरोबर. <chuckles> बरं. अ, बरं हा, जो छंद अ, हा जो छंद आहे ना तो आता असा जर व्यक्तींमध्ये अ, दीर्घकाळ टिकून राहिला पाहिजे आणि काही मधात अडचणी ज्या या आल्या तरी पण तो छंदाचा जो इंटरेस्ट आहे, तो कमी न होता तो वाढतच गेला पाहिजे. तर अ, अशा काही रुटीन किंवा असं काही प्रॅक्टिकल टिप्स वगैरे आहेत का, जो लोकांच्या पण कामी येऊ शकतात अशा?
अगदी बरोबर आहे. अ, त्याच्यात हो.

अगदीच बरोबर. तुम्ही छान प्रश्न विचारलात. अ, याच्यात काय असतं की गाण्यामुळे आपण नवीन लोकांशी जोडू शकतो. जुळल्या राहू शकतो आणि गाण्यासोबत आपण स्वतःलाही स्वतःला स्वतःची म्हणजे एक अं, काय म्हणतात त्याला? एक मानसिक शांती आपल्याला मिळते. अ, जेव्हा आपल्याला खूप कुठेही उदास वाटलं किंवा कधीही निगेटिव्ह असा विचार आला, मनामध्ये नकारात्मक विचार येतात ना बरेचदा कधी-कधी. अशा वेळेला आपण एखादं गाणं ऐकलं, तर त्या गाण्याने आपल्याला ऊर्जा मिळते. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की रोज एकदा तरी अ, रेडिओ तर आपला सुरू असला ना दिवसभर आणि आपण काम करत राहिलो, तर आपल्याला जाणवतही नाही कधी-कधी आपल्या मनात नकारात्मक विचार येतात आणि त्या वि गाण्यामुळे आपले विचार अगदी कुठल्या कुठे पळून जातात आणि आपण ते गाणं आणि आपण ते गाणं गुणगुणायला लागतो. अ, आणि ज्याला खरंच आपला आवाज टिकवून ठेवायचा असेल ना, तर त्यांनी असा आरडाओरडा करू नये. सौम्यप्रकारे बोलावं. अशा मी टिप्स देऊ शकते आणि मला असं वाटतं की हां, सराव पण करायला हवा. अ, कामाच्या वेळी सकाळी किंवा जेव्हा तुम्हाला योग्य वेळ वाटत असेल त्यावेळेला थोडासा गाण्याचा सराव केला पाहिजे, कारण सराव तुम्ही एकदम जाऊन गाणं गायलं, तर ते कुठेतरी आडवं-तिडवं होऊ शकतं. <chuckles> तर तुम्ही नेहमी सराव हा खूप आवश्यक आहे आणि आत्मविश्वास पण वाढतो आपला त्याच्यामुळे.
हां. हां. हां. हां. हां हां. हं. हो, हो, हो नक्कीच. हो. हां. अ, निघून जातात <chuckles> कुठे जावं काही समजतच नाही. बरोबर. <laughs> बरोबर. हां, हां. बरोबर. अच्छा. हां, हां, हां, हां, हां. हां. अरे वाह! हां. होऊ शकते ना. <chuckles> सराव पण खूप आवश्यक आहे. अच्छा. हां, हां, हां, हां. बरोबर, बरोबर. खूप छान सांगितलं बघा तुम्ही आपला जो छंद असतो ना, तो अ, पुढे घेऊन जायचा असतो आणि त्या त्याला पुढे घेऊन जाताना आपल्याला आपल्या आसपासला तशी व्यक्ती जरी असली ना, तर तो पण त्या व्यक्तींचा पण नवीन-नवीन काही-काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि आपल्यामुळे त्यांचा पण काही-काही फायदा होतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि शेवटी तुम्ही सांगितलं, की छंद जसा टिकून ठेवण्यासाठी काही तुम्ही प्रॅक्टिकल जसा टिप्स दिल्या मला. त्या पण खूप छान दिलेल्या आहेत. खूप छान. खूप छान वाटलं मला तुमच्यासोबत बोलून आणि या सगळा जो छंद आहे, छंद आपल्याला समोर जोपासायचा आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एक-एक, एक-एक करून तुम्ही खूप छान मला समजून सांगितल्या. धन्यवाद तुमचे. <chuckles>
हो. हां. मला सुद्धा तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. अ, छानच तुम्ही प्रश्न विचारलेत आणि मला पण छान बोलायला संधी मिळाली. अ, छान वाटलं मला.
हां, हां. <chuckles> धन्यवाद. नक्कीच पुढे भेटूया.
अ, धन्यवाद. हो जरूर.

काय असतं, की आपण आपल्या घरात जसं आपल्याला म्हणतात ना, की घरात कसं संस्कार कसे असतात किंवा घरातलं वातावरण कसं असतं आपल्यावर प्रभाव टाकतो आपल्या जीवनावर. आणि माझ्या घरात हा, गाणं हा एक खूपच मोठा मोठी गोष्ट आहे. आणि माझी आई खूप छान गायची. माझ्या आईचा आवाज फारच सुरेल होता. आणि ती तेव्हा अ, Google वगैरे हे काही नव्हतंच तेव्हा. तर हे लोकं काय करायचे, रेडिओवर गाणे लावायचे. तर ते भराभर, भराभर असं कागद, पेन तयारच असायचा त्यांचा. मग ते लिहायला ते लिहायला लागायचे. तर ही खूपच मजेची ती गोष्ट होती. माझी आई, माझ्या आईपासून मला आठवतं, आजी जे गाणं गायची, आजी पण खूप छान गाणं गायची. पण तिचे गाणे सगळे तोंडपाठ असायचे. अ, तर तिच्या गाण्याची एक वेगळी. पूर्ण लिहून घ्यायची. हो आणि मग ती गुणगुणायची. मग तिचं बघून-बघून आम्हालाही ती आवड लागली. मग आम्ही पण लिहायला लागलो. मग नंतर हळू-हळू असा काळ बदलत गेला. मग ती गाण्याची पुस्तकं यायला लागली. मग गाण्याची पुस्तकं म्हणजे रेडीमेड सगळं साहित्य आपल्याला मिळालं. मग काय बघता. हां, गाण्याचं पुस्तक शोधायचं. ते विकत घ्यायचं आणि मग त्याच्यातनं गाणे म्हणायचे असं सुरू असायचं.
हो, हो, हो, हो. बरोबर, बरोबर. घरच्या संस्कारावर पूर्ण असते. हां, हां. अरे बापरे! अरे वाह! अच्छा. हां, हां. अरे बापरे! <chuckles> म्हणजे आजी वगैरे का? अ, हां. आई, आई. अच्छा. अच्छा. अरे वाह! अच्छा! <chuckles> म्हणजे अ, रेडिओवर गाणं वगैरे आलं तर आई पूर्ण लिहून घ्यायची आणि ती स्वतः म्हणायची असं? अरे वाह! हां, हां. अच्छा. हां, हां, हां, हां. हं, हं, हं. हां. बरोबर, बरोबर. हां, हां.

अरे वाह! तुम्ही असं काही मग अ, तुम्ही जसं गाणं म्हणता-म्हणता तुम्ही असं काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला का? जसं की अ, क्लासिकल म्युझिक किंवा याच्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा पण असतात ना गाण्यामध्ये? त्या परीक्षा पास करून अ, तुम्ही चांगले असे सिंगर पण बनवू शकता त्याच्यामध्ये असं?
हो. हो, हो, हो, हो. हो, माझं गाण्याचं असं आहे, की मी अ, आम्ही छोट्या गावात राहत होतो तर तिथे संगीत क्लासेस नव्हताच. मग अ, आईकडनं जे काही शिकायला मिळालं ते शिकायला मिळालं. मग शिक्षणासाठी मात्र मोठ्या शहरात आल्यानंतर अ, तिथे संगीताचे क्लास मला दिसू लागले आणि ते मला असं आकर्षित करू लागले, खुणावू लागले, "घे आता तुला आवडतात ना गाणी, आता गा, इथे ये अ‍ॅडमिशन कर अ‍ॅडमिशन घे." असं ते म्हणायचे. आणि पण तेव्हा
हां. अच्छा. हां, हां, हां. हां. हां, बरोबर. हां. <laughs> ते बरोबर. म्हणजे जिथं छंद असला ना, तिथं ऑटोमॅटिक माणूस वाहत जातो त्याच्याकडे. <laughs>
तिथे असं म्हणाले आणि तिथे आपल्याला मार्ग दिसतात. अ, पण तेव्हा कसं असायचं, की अ, जरी आवड होती आणि संधी होती. तरी पैसा कमी पडायचा, कारण तेव्हा असं अ, सहज उपलब्ध होत असलेली गोष्ट पण पैशाअभावी कधी-कधी आपण ते टाळू टाळून म्हणजे टाळायला लागायची आपल्याला, असं तेव्हा व्हायचं. अ, तरी त्याच्यातूनही मार्ग काढून मग ज्यांना जे आपल्याला अगदी संगीतात झोकवून देत होते आणि फ्रीमध्ये शिकवायला तयार होते, अशा लोकांकडे जाऊन मी गाणं शिकले. अ
दिसतात बरोबर आहे. हां, हां. हं, हं. एक्झॅक्टली. हां. हं, हं, हं. अरे वाह! आता तुम्ही तो छंद तुमचा गाणे म्हणायचं नाही का, तुम्ही ते फॉलो करता बरोबर. तर अ, याच्यामध्ये तुम्हाला असं काही असं स्वतःमध्ये बदल जाणवला का, की अ, हे मी माझा छंद जोपासत आहे, तर मला काही मानसिक अ, एक शांतता किंवा आत्मसुख म्हणतात त्याला. तसं काही अनुभव होते का तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये?
अगदी बरोबर.